कसं हो, म्हणजे सांगाल का एखादा मला किस्सा याचा याबाबतीत की फर्स्ट इंप्रेशन लास्ट कसं ठरतं. फार इंटरेस्टिंग वाटलं मला?
अजून अ हं, हं. तुम्ही ना, कधीपण एखाद्याला ओळखण्याचा प्रयत्न कधी करता, ज्यावेळेस तुम्हाला तो व्यक्ती दिसतो. त्यावेळेसचं तुमचं माइंडमधले सर्व क्रिया चालू होतात की हा मनुष्य कसा असेन.
खरं. हो. अगदी बरं.
तुम्हाला तुम्ही जर एखाद्या भिकाऱ्याला पाहिलं तर तुम्ही त्याच्याविषयी चांगला, म्हणजे त्याला तुम्ही गरीबचं सम समजणार किंवा एखाद्या व्यक्तीचे फाटलेले कपडे आहेत किंवा त्याचाच अ, तो तसा बोलतोय, तर मग त्याला
हो ना. हो. एक्स्टर्नल अपीयरन्स, जसं बाहेरून जसा दिसतो तसा त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो की तो तसाच असावा, हं.
हं. हं, हं, हं. तर हे, हे पण असंच असतं. आणि आपल्याला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा वेगळ्या येतात. आता आपल्या माइंडमध्ये एकच जे लहानपणीपासून फीड केलेलं असतं. भिकारी आला की तो काही चांगलं बोलणार नाही, तो व्यवस्थित बोलणार नाही, कदाचित तो खराब. पण एखादा भिकारी जर आला आणि तुम्हाला डायरेक्टली इंग्लिशमधून बोलायला लागला, तर तुम्ही थोडेफार अ, आश्चर्यचकितच होणार नाही ना? हं, हं, हं.
बरोबर. हां. बरोबर. अरे बापरे! हो ना, नक्कीच का नाही. मग?
हो. तर तशाच प्रकारची घटना भरपूर घडतात, की मी आम्ही काही काही लोकांना जसं शिकतो, म्हणजे जसं पाहतो तसे नसतात ते कधी-कधी. आणि याचे भरपूर अनुभव मला आलेले माझ्या जीवनामध्ये. कारण की माझं कामच ते आणि माझा विषयपण तो आहे. अ, जे शिक्षणपण आहे ते सायकॉलॉजी शिक्षण आहे. तर त्याच्यामधनं भरपूर वेळेस अ, मी त्या माणसांना ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि कधी-कधी मी चुकतो ही. असं नाही का, सगळ्याच वेळेस मी बरोबर असतो. आणि आम्हाला वाटतं कुणीतरी एक टाय, कोट घालून खूप छान माणूस आला आणि खूप नम्रपणे म्हणजे खूप अ, चांगल्या प्रकारे तो आलेला आहे म्हणजे आम्ही त्याला लगेच समजतो, की कोणचातरी मोठा साहेब आहे. परंतु ज्यावेळेस तो बोलायला लागतो ना
अच्छा. ओके. ओह! बरोबर. बरं. अगदी बरं. अगदी बरं.